तर आम्ही शूटिंग बघायला सासवडला गेलो होतो. सासवडच्या एका वाड्यामध्ये असं ते शूटिंग होतं. आणि मराठी सिनेमातलं वातावरण फार वेगळं हो, बॉलिवूड वगैरे सारखं नाही. खूप साधं वातावरण.
हं, हं. अच्छा. मग तुम्ही सांगू शकता का सर, म्हणजे तुमच्या त्या अपेक्षा आणि वास्तव वास्तविक अनुभूतीत नेमकं फरक काय निघाला बरं? काय झालं होतं? व्यक्तिमत्वात काय
हां. नाही, नाही खूप, खूप साधे आहेत ते. खूप शांतपणे बोलतात. तो पूर्वी जो सिनेमा हां, सिनेमा होता.
हं, हं. अच्छा. आणि ते पैलवानाची भूमी भूमिका करायचे ते.
तर नाही, नाही. पैलवान त्यांचा भाऊ. भ गुंड्याभाऊ. ते हां, ते कारकुनाची भूमिका करायचे. असा कारकून छोटासा मध्यमवर्गीय माणूस सगळ्या गोष्टींना घाबरणारा, असं.
हो. गुंड्याभाऊ. हां, हां. हं. हं, हं.
अरे गुंड्या भाऊ बघ ना तो उंदीर घरात शिरला तर कसं होणार? अरे! वाघ शिरल्यासारखं काय बोलतोस? <chuckles> उंदीरच आहे ना? <chuckles> असं, घाबरट असतो असा. हां, हां.
हो, हो. हं, हं, हं. तेथे का? हां, हां. अच्छा, अच्छा, अच्छा. अरे वाह! हां, हां. खूप छान सर.
हं, असचं वी विनोदी. हां.
हं, हं.
तर त्यांना मी सांगितलं. म्हटलं "मी तुम्हाला पूर्वी भेटलो होतो."
हं, हं.
आमच्या कुटुंबाचे सगळे लोकं आम्ही तेच शूटिंग बघायला गेलो. ओळखीचं आहे म्हणून.
अरे वाह! हं, हं.
आणि मराठी सिनेमामध्ये वातावरण अगदी इतकं घरगुती, की अ, शूटिंगला आलेले लोकं, तिथले कॅमेरामन, ते लाईटचे बॉय हे सगळ्यांचं जेवण तिथं होतं. आणि अशी जमिनीवरती सतरंजा घालून, त्याच्यावर जमिनीवर बसून पंगतीमध्ये जेवण.
हं, हं. हं, हं. हं. हं, हं. अरे वाह! मराठी. अरे वाह! मराठी पद्धत आपली.
आम्हालाही. हां, इतकं मराठी पद्धत. आणि नेमकं काय झालं आता हीरो तिथे बसणार म्हणून त्यांचं ताट वेगळं जरा ठेवलं होतं असं हे. तर अ, आजू-बाजूला जागा थोडी रिकामी ठेवली होती त्यांना येऊन बसू देत वगैरे म्हणून. तर ते जाऊन बसले आणि त्याने समोर बघितलं. तर मी असं 6वी मध्ये वगैरे होतो.
हं, हं. हं, हं, हं. हं, हं. हं, हं.

अच्छा.
तर मला म्हणाले, "अरे शेजारी जागा आहे ना, ये ना, बैस की रे. ये बाळ, बैस." असं म्हणून मी शेजारी त्यांच्या, आवडत्या हिरोच्या शेजारी बसून जेवलोय. <chuckles>
हं, हं. अरे बाप! किती प्रेमळ. किती प्रेमळ, किती चांगले लोक. हं, हं.
हां. आणि ही आठवण मी त्यांना जेव्हा अबुधाबीत सांगितली, तेव्हा त्यांनी माझ्या खांद्यावरच हात ठेवला. आणि बाकीच्यांना म्हणाला, "माझा जुन जुना दोस्त भेटला बरं! आता मी ह्याच्याशी गप्पा मारणार, जरा 2 चहा पाठवा." असं म्हणून तासभर त्यांनी गप्पा मारल्या माझ्याशी.
हं, हं. अच्छा. <chuckles> हां, हां, अरे बापरे! अरे वाह! अरे वाह! खूपच सुंदर! आणि त्यावेळेस काय वय असेल बरं सर त्यांचं?
आणि मुळात मी त्यांना एक त्यांचं वय साधारण 65 असेल.
अच्छा, अच्छा, खूप वृद्ध झाले होते सांगतात.
हां, हां. तेव्हा हिरो होते ना 35 30 वर्षांनी भेटले असतील मला ते, हां.
हां. हां, हां. अरे बाप! खूप जुनी आठवण ना! <chuckles>
30 वर्षांनी, हां. आणि मी त्यांना काय विचारलं माहिती आहे? मी म्हटलं तुम्ही एकीकडे गुन्हेगाराचं काम करता, एकीकडे अहो तो अ, मुन्नाभाई एमबीबीएस सिनेमा आहे ना, त्याच्यातल्या महात्मा गांधींचं काम केलेलं ते हेच.
हं, हं. हं, हं. हो, हो. अच्छा, अरे बापरे!
अहो खूप मोठे कलाकार आहेत ते! महात्मा गांधींचं काम करणं सोपं आहे का!?
हां, हां. नाही नाही, राष्ट्रपिता आहेत ते आपले.
हां. आणि अ, अ, अ, तो ह्याचा, संजय दत्तचा सिनेमा मुन्नाभाई, खूप अ, प्रसिद्ध झाला, खूप चालला.
हं, हं. हं, हं. हं, हं. हो पॉप्युलर, हो सुपर-डुपर हिट झाला तो.
हो, खूप पॉप्युलर. हो, हो आणि त्यातलं मुख्य काम एक संजय दत्त आणि दुसरं, मुन्नाभाई आणि हां, हेच.
हं, हं. यांचे. गांधीजी. गांधीच ते स्वप्नात यायचे, त्याला सांगायचे. आणि ते सर्व गोष्टी होत्या ना त्याच्यात. हो, प्रेरणा देणारं स्तोत्र तिथूनच होतं त्यांना, मुन्नाभाईला.
गांधीजी. हो. करेक्ट, करेक्ट. बरोबर, येस. तर मी त्यांना तेच विचारलं, म्हटलं एवढी मोठी भूमिका तुम्ही केली आणि हे केलं, तर तुम्ही अ, त्या भूमिकेत जाता
हं, हं. हो, हो.

तुम्ही घाबरला असाल, होईल का नाही शंका आहे तर बॉसला दाखवून चालेल का? नाही. <chuckles> त्यामुळे ॲक्टिंग हे प्रत्येकालाच करावं लागतं हो. काहीजण स्टेजवर करतात.
हं, हं. हं, हं. हो, हो. हो, हो. अगदी बरोबर.
बाकीचे खऱ्या आयु जीवनामध्ये करतात. <chuckles> हा फार छान त्यांनी मला सांगितला विचार आणि आणि इतका अ, अ, हे ते एम-एस-सी झालेले आहेत उत्तम शिकलेले आहेत.
हं, हं, हं. हो, हो. हं, हं अरे बापरे! एम-एस-सी म्हणजे खूप मोठं शिक्षण आहे सर. तर तुम्ही त्यांच्याशी थोडसं बोल बोललात भरपूर तर बोललात तुम्ही आणि तर आता मग त्याच्यामधून कोणच्या अस्मरणीय छोटीशी बोलणी किंवा हावभाव किस्सा होता तो तुम्हाला खूप आठवतो आजपण?
हो, हो. त्यांचे बके बरेच रोल म्हाताऱ्या लो माणसांचे आहेत.
अच्छा.
पण प्रत्यक्षामध्ये ते आत्ताही ताठ उभे राहतात, ताठ चालतात.
हं. हं, हं.
ॲक्टिंग असतं त्यांचं असं "अरे मला दिसत नाहीये रे." असं ते सगळं. <laughs> मला वाटलं की खरंच ते वृद्ध असे काही आहेत. अगदी खणखणीत आहेत ते.
<laughs> हो. हां, हां, हां. अच्छा, अच्छा.
अ, आणि मी त्यांना म्हटलं तुम्ही म्हाताऱ्याचं काम कसं करता? तर ते म्हणाले अरे मी 40व्या वर्षापासून म्हाताऱ्याचं काम करतोय. म्हणजे ते 40 वर्षाचे असल्यापासून. <chuckles>
हं, हं. तेव्हापासूनच ते म्हाताऱ्याचे काम करतात. अच्छा, अच्छा.
हां. अनुपम खेर आणि हे अनुपम खेर तर काय एक 30 वर्षाचा असताना त्या माणसांनी खोटं टक्कल लावून सगळं करून 30व्या वर्षी म्हाताऱ्या माणसाचं काम केलं. <chuckles>
हं, हं.

चि-वी जोशी यांची चिमणराव, गुंड्याभाऊ नावाची 1 अ, मालिका होती. त्याच्यावरनं त्यांनी मराठीमध्ये ते काम केलं होतं असा घाबरट अ, कारकुनी करणारा सरळ साधा माणूस असं त्यांनी आणि त्याचा खूप व्यायाम करणारा असा तो गुंड्याभाऊ नावाचा भाऊ. <chuckles> पैलवान हं, आणि त्यांचं नाव चिमण आणि त्याच्या बायकोचं नाव काऊ. आणि पोपट आणि मैना नावाची त्यांची 2 मुलं अशी सगळं. विनोदी अगदी छान. हां.
हं, हं. हो, हो. हं, हं. अच्छा, अच्छा. अरे वाह! हं, हं. हं, हं. अच्छा. अरे बाप रे! म्हणजे असं झालं. म्हणजे पक्ष्यांचाच परिवार वाटलाय जसा. <laughs>
अगदी, अगदी. तसं होतं आणि छान विनोदी असंच छान असं ते. ते त्यांचं पहिलं काम आम्ही बघितलेलं. आणि त्यामुळं अख्ख्या महाराष्ट्रभर त्यांचं नाव झालं.
हं. नाटक. हं, हं.
मग त्याच्यानंतर तुम्हाला माहिती असेल कदाचित अ, अ.
हं, हं, हं.
काय बरं म्हणतात त्याला? दशावतार असतातना अ, कोकणातले. त्याच्यावरचा 1 सिनेमा आलाय बघा. अ, विष्णूचे वेगवेगळे अवतार आहेत ना प्रत्येक अवतारामध्ये अ, त्याचं तो दशावतारामध्ये हे काम करत असतो.
हां. हां. हं, हं. हं, हं. हं, हं.
त्याचं दिलीप प्रभावळकरांनी काम केलंय आणि आता थिएटरला आहे सिनेमा तो खूप चांगला आहे. फार छान काम केलंय त्यांनी. अ, म्हाताऱ्या माणसाचं काम करण्यामध्ये ते फार एक्सपर्ट. तसंच "गंगाधर टिपरे" नावाची त्यांची मराठीमध्ये एक मालिका होती. त्यात ते टिपरे आजोबांचं हां. असे डामरट, खोडकर, अ, विनोदी, असे ते आजोबा. असं त्यांनी ते काम केलंय. आणि पण मला या कलाकाराचं हां.
अच्छा. अरे वाह! हं, हं, हं. अच्छा. हं, हं, हं, हं. हो सर. हं, हं. हं, हं. अरे वाह! खूप छान खूप. मला सांगा ना तुम्ही यांना कधी पाहिलं बरं सर कधी पहिल्यांदा पाहिलं? आणि नेमकं काय तुम्हाला वाटलं तुमच्या हृदयातले काय विचार होते? तुमचे डोळे कसे त्यांना पाहत होते? आणि सगळं काय वाटलं बरं याचं काही अ, सांगू शकता का? आवाज, हृदय, डोळे. म्हणजे काय-काय फिलिंग्स झाला तुम्हाला ते सांगू शकता का?
हो. फार मोठी, फारच मोठी गोष्ट आहे. अ, की मला त्यांच्याबरोबर जवळ-जवळ 1 तास बोलायला मिळालं. फक्त ते आणि मी.
हं. हं, हं. हं, हं. अच्छा. हं, हं.
त्याचं काय झालं असं. ह्या लोकांना हो.
अरे बाप रे! म्हणजे त्या कलाकाराला तुम्हाला 1 तास बोलायला भेटलं. मला वाटलं मी असं ऐकतो का नुसतं 1 तास पाहायला भेटलं. <laughs> काही शूटिंग चालू असेल तर मला असं वाटत होतं की आता पुढचा शब्द येईन पाहायला भेटलं. पण तुम्ही बोललेत म्हणल्यावर खूप-खूप कमी लोकांना तो अनुभव येतो की आवडते कलाकाराने 1 तास, अ, बोलणं हं, हं.
हो. हो. हो. नाही, नाही. नाही, नाही. हां. हो. हो. त्याचं कारण आहे. विशेष कारण आहे.

तर त्यांचा कसं असतं या कलाकारांना ना कार्यक्रमाच्या आधी डिस्टर्ब करायचं नसतं कधी. कारण ते त्या विचारात असतात. हां, त्यामुळे आधी मी काही बोललो नाही. पण कार्यक्रम
हो, हो. बरोबर आहे. म्हणजे कोणता कार्यक्रम होता तिथे? नेमकं काय करणार होते ते? हं, हं.
हो. हां. तर त्यांनी वेगवेगळ्या त्यांचे रोल्स. अ, अहो ते करतात ना ते अ, एक्टिंग करून दाखवलं कार्यक्रमच होता त्यांचा.
हं, हं. हो.
तो झाल्यानंतर. मग काही थोड्या व्यक्तीबरोबर, व्यक्तिगत अशा गप्पा वगैरे असतात. त्यातल्या एकांच्या घरी ते राहिले होते. तिथं जेवण होतं. असं सगळं हां. हां.
अच्छा. हं, हं. अच्छा. अरे वाह! खूप छान!
तर तिथे मी गेलो आणि त्यांना फक्त सांगितलं म्हंटलं, "नमस्कार मी अ"
हं, हं.
अ. "तुम्हाला 2ऱ्यांदा भेटतोय. खूप वर्षांपूर्वी तुम्हाला मी भेटलो होतो. आणि मी तुमचा खूप मोठा फॅन आहे." आणि मी माझं नाव सांगितलं. आता माझे काका खूप अ, प्रसिद्ध अ, विनोदी अ, कथा कनकार वगैरे असे त्यांची खूप हे होती. आणि त्यांचा आणि प्रभावळकर सरांचा उत्तम परिचय.
हं, हं. हं, हं. हं, हं. बरोबर. हं, हं. हं, हं.
आणि एका सिनेमात त्यांनी एकत्र काम पण केलं. आणि तिथेच, मी 6वीत होतो. आणि त्या सिनेमाचे ते हिरो होते, बरं का. त्या सिनेमाचे हिरो होते. हां. 'एक डाव भुताचा' नावाचा सिनेमा होता. फार छान त्यांनी काम केलं. हां. तर त्यातले ते हिरो. अशोक सराफांनी त्याच्यामध्ये भुताचं काम केलं होतं आणि शाळेच्या मुख्याध्यापकाचं काम आमच्या काकांनी केलं होतं.
अगदी. हं, हं. अच्छा! अ, सर हं, हं. हो हो आठवल. हो, हो, हो. हं, हं. हो, हो, हो.